आपल्याला ना रोजच्या आयुष्यात इतकी भरपूर कामं असतात आणि म्हणजे त्याचा काही हिशोबच नसतो. एक काम संपलं, की 10 अजून येतात. आणि अशावेळेस ना काय काम झालं आहे? काय नाही झालं आहे? याचा आपण काही ना काही म्हणजे असं नोटडाउन करून ठेवलं तर किती बरं ना. आणि मला तुम्हाला विचारायचं होतं, की तुम्ही एखादी टू-डू लिस्ट तशी वापरता का? आणि ती कशी बनवता? कशा प्रकारे आपण त्याला प्रभावीपणे वापरू शकतो?
अ, नक्कीच. टू-डू लिस्ट मी बनवतो आणि म्हणतात ना माझ्या आयुष्याचा हा एक अभिन्न अंग आता बनलेला आहे. पहिले नव्हता एवढा पण आता खूप मला सवय लागली ह्याची. नाही का आणि कुठेतरी माझी प्रोडक्टिविटी जो आपण म्हणतो इफिशियन्सी आहे, काम करण्याची पद्धत आहे, शैली आहे. अ, खूप अ, यामध्ये इम्प्रूवमेंट आला आहे जेव्हापासून मी टू-डू लिस्ट वापरायला लागलो. तर अ हं, Microsoftचा टू डू लिस्ट अ, ॲप तुम्ही ऐकलं असेल हे मी वापरतो. तसे तर अ, मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत अ, यूज करण्यासाठी जसं Googleचंपण येतं. Notion म्हणून एक आहे. खूप सारे आहे थर्ड पार्टी. पण Microsoftच मला आवडतं आणि अ, हे बेस्ट पार्ट काय आहे माहिती आहे का? Microsoftचा ॲप फ्री आहे. सपोर्टेड आहे. मोठ्या ब्रँड नाव, तुम्ही माहीतच आहे Microsoft नाही का आणि
हं, हं. अच्छा. हं. अच्छा. हं. हो का? हो. Microsoft तर एक ट्रस्टेड ब्रँड आहे ना.
अ, हो आणि ह्यांनी प्रॉमिसही केलंय की अ, ह्याचे जे फीचर्स असतील ना ह्या ॲपमधले ते लाईफटाईम फ्री असतील, म्हणजे ह्याच्यामध्ये हो, आणि ह्याच्यामध्ये असे फीचर्स आहेत ना, नेक्स्ट लेव्हल आहेत काही-काही. म्हणजे जे प्रो व्हर्जनमध्ये असतात ना, खूपच अ, छान अ, प्रकारे अ, आपण मॅनेज करू शकतो सर्व काही. तर हां. हा माझा डिजिटल टू-डू लिस्टचा अ, एक आहे म्हणजे प्रकार.
अरे, वाह! हं. हं. अच्छा. मग ते अच्छा. मग ते कसं वापरता तुम्ही? काय नियम पाळायला लागतात का त्याचे आणि कसं हे करायचं जरा मला समजावून सांगाल का?
नक्कीच. हे बघा अ, Microsoftचा टू-डू लिस्ट मी अ, वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. आणि अ, खरंच इतकं याचे क्रिएटिव्ह वेनं वापर करता येते ना. लोकांना माहीतही नाही आहे जास्त. तर मी माझं सांगेल, अ, 2-3 वेज ज्याप्रकारे मी वापरतो, पहिला तर असा आहे त्यामध्ये अ, तुमचा डेली रूटीन काय आहे डायरेक्ट तिथं बाय डिफॉल्ट कॅटेगरी असते नाही का? माय डे म्हणून. हं, तर तिथे तुम्ही लिहू शकता. आणि मी काय करतो? उद्या ऑफिसमध्ये जायच्या आधी अ, काय मला प्रायोरिटीज आहेत, त्या माझ्या मेन 3-3 प्रायोरिटी मी तिथे लिहितो. तशा तर लिहितो सगळ्याच. पण मेन 3 ज्या आहेत ना त्या वर ठेवतो नाही का? तर तिथं तुम्ही लिस्ट आउट करा. याचा फायदा काय होतो की दुसऱ्या दिवशी तेव्हा जेव्हा तुम्ही ऑफिसला जाताना तुम्हाला माहीती आहे, तुम्हाला काय नेमकं काम करायचं आहे आणि कोणतं काम इम्पोर्टंट आहे? कोणत्या ह्याला प्रायोरिटी द्यायची आहे ही एक गोष्ट. पण कधी-कधी काय होतं अनपेक्षित घटना घडतात आणि दुसरंच नवीन काम येतं, ते जास्त प्रायोरिटीचं होतं बरोबर. हं. तर अशा वेळेस मग ते
हां. बरोबर. हं. हां. अच्छा. वाह! हं. अच्छा. अच्छा. हो ना. मग अशा वेळेस अ, ...थांबा हं, मला एक प्रश्न येते, म्हणजे इतकी भरपूर कामं तर आपल्याला असतात ना मग त्यात तुम्ही कसं काही ठरवता की कोणतं काम पहिलं करायचं आणि म्हणजे अ, कोणतं काम प्रायोरिटीवर ठेवायचं, कोणतं आपण नंतर करायचं?
हं. हां, तर अशा वेळेस अ, मी काय करतो अ, प्रायोरिटी अ, ही सेट करतो डेडलाईननुसार म्हणजे, कोणतं काम कामाची डेडलाईन कोणती आहे म्हणजे केव्हा संपणार आहे काम आणि ह्याच ॲपमध्ये तुम्ही अ, कॅलेंडर पण इंटिग्रेट आहे, म्हणजे तुम्ही डेडलाईन पण सेट करू शकता टास्कला नाही का. अ, हं. मग ते डेडलाईन सेट केले तर तुम्हाला तिथे साईडला थोडं दिसेल की हा टास्कची ही डेडलाईन आहे. त्यानुसार ते सॉर्टिंग होऊन जाते प्लस त्यामध्ये लेबल्सही तुम्ही ॲड करू शकता वेगवेगळे म्हणजे, रेड अ, मी ॲड करतो, जर हाय प्रायोरिटी असेल, ग्रीन ॲड करतो, खूपच लो प्रायोरिटी असतं, म्हणजे नंतर केलं तरी चालतं ऑरेंज, यलो असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही लेबलिंग त्यामध्ये करू शकतो. तर
हां. अच्छा. हं, हं. बरं. हं, हं. अच्छा.
जी, ह्या सर्व गोष्टीतून करू शकता.
बरं, मग तेव्हा अ, म्हणजे एआयची एवढी भरपूर कामं असतात त्याला आपण लहान भागांमध्ये असं अ, डिव्हाईड करू शकतो का?
हो ना. अ, ह्या अ‍ॅपमध्ये तेच तर बेस्ट मला वाटतं फीचर आहे. टास्क तर तुम्ही बनवला पण त्याचे सबटास्क पण बनवू शकता. आणि यापेक्षाही पलीकडे या सबटास्कचे पण मिनी किंवा मायक्रोटास्क तुम्ही बनवू शकता यामध्ये. म्हणजे 3rd 3 लेयर आहे त्यामध्ये अ, 1, 2, 3 असे. मग जे मल्टिपल लेयर असल्यामुळे ते खूपच आणखीन सोपं जातं. हे तर झालं सर्व, प्लस ह्यामध्ये ग्रुप नावाचा एक फीचर आहे. म्हणजे सिमिलर टास्क तुम्ही एकत्र करून त्यांना ग्रुपमध्ये टाकू शकता एका, आहे का नाही. जसं एखादा प्रॉडक्ट अ, किंवा प्रोजेक्ट तुम्हाला काम करायचं, तर त्या प्रोजेक्टचा एक ग्रुप मी बनवतो. त्याच्यामध्ये टास्क टास्कच्यामध्ये सबटास्क, सबटास्कच्या खाली मायक्रोटास्क म्हणजे इतक्या डिटेलमध्ये हे अ, टू डू लिस्ट आहे. आणि अ, खरं सांगू तर, <chuckles> मी अ, ह्याचे फीचर्स सांगून थकून जाईल म्हणजे इतका मोठा फॅन आहे मी या अ‍ॅपचा. कारण की माझं मी डेली वापरतो आणि ह्यामध्ये ना बेस्ट पार्ट हा आहे हं, हं.
अरे वाह! अच्छा. हं. हं, बरोबर. <chuckles> हां. म्हणून. मग मला असं सांगा, की ह्यात आता तुम्ही म्हणालात, की सब-टास्क आहे मायक्रो-टास्क आहे. मग ह्यांचा वेळेचा अंदाज तुम्ही कसा लावता, की म्हणजे इतकी कामं होईलच का एका दिवसात? म्हणजे कधी-कधी एवढी भरपूर कामं असतात ना आपल्याला, की आपल्याला असं वाटतं, की आता तर अ, कामाचा ओव्हरलोडच होतंय. मग हे कसं ठरवता, की अंदाजे आपल्याला एवढ्या कामांसाठी किती वेळ लागेल? किती वेळात आपण करू शकणार? ह्याच्यासाठी पण काही असतं का?
बरं. हां. हो. बरोबर. हो, नक्कीच असतं. ह्यामध्ये तुम्ही अ, टाइमरही सेट करू शकता त्याच ॲपमध्ये. नाही का? ह्या टाईमपासून ह्या टाईममध्ये मला हा अ, करायचा आहे. प्लस ह्याची तुम्ही रिमाइंडर्सही सेंड करू शकता तुमच्या ईमेलवर पण किंवा लोकली डिव्हाइसवर पण आणि बेस्ट पार्ट हे सिंक होतं प्रत्येक डिव्हाइससोबत. तुम्ही iOSवर असाल, MacOS Macवर असाल किंवा Windows लॅपटॉपवर असाल किंवा Androidवर असाल, म्हणजे Androidवर जर तुम्ही टास्क बनवला टू-डू लिस्टचा, तर तो सिंक प्रत्येक डिव्हाइसवर होणार तुमच्या. म्हणजे मल्टिपल टाईम्स असं हे करत बसायची गरज नाही प्रत्येक वेळेस अ, प्रत्येक डिव्हाइसवर जाऊन. मग अ, ह हा पण एक अ, त्याच्यामधला म्हणतात ना इकोसिस्टमचा भाग आहे. खूप छान प्रकारे ते सिंक होतं. तर ह्यामुळे मलाही खूप आवडतं Microsoftचं टू-डू लिस्ट जे आहे ते. आणि अ, Googleचं Meet ग्रुपमध्ये पण याचा कोलॅबरेशनसाठी वापर होतो बरं का.
अरे वाह! हं. अच्छा. हं, हं. खरं? ते कसं?
तसं Google मीट तुम्ही ऐकलं असेल. आपण ऑनलाईन अ, मीट्स वगैरे घेण्यासाठी करतो तसंच Microsoftचं टीम्स म्हणून एक ॲप आहे तिथं तुम्ही कोलॅबोरेशन करू शकता नाही का? प्रोजेक्टचं. हं तर तिथे हो तर तिथे मी कसा वापर करतोय? तर समजा तिथं तुम्ही लिहिलं क्रिएट टू-डू लिस्ट फॉर अ, कोणताही तुमचा प्रोजेक्टचं नाव आहे. ज्यासाठी तुम्ही कोलॅब करताय हां, बरोबर तर समजा एक्स-वाय-झेड आपण म्हणूया. तर ते लिहिलं, ती लिस्ट जेव्हा क्रिएट होते ना, ती माझ्या डिव्हाइसमध्ये तर होणारच पण जे-जे पार्टिसिपंट आहेत त्यांच्या डिव्हाइसवर पण सिंक होऊन जाते रिअल टाईममध्ये हं. म्हणजे किती कामं असतं बघा, म्हणजे काम डिव्हाईड करून घेता येतं आपल्याला, टूडू लिस्टमध्ये, प्रोजेक्टमध्ये. तर अ, अशाप्रकारेही तुम्ही क्रिएटिव्ह वेने टूडू लिस्टचं ॲप वापरू शकता आणि वेळेचा अंदाजही त्यामध्ये लागतो, डेडलाईनही सेट होते, रिमाइंडर्सही अ, लागतात. अ, हं.
हो ना. हं. अरे वाह! हं. हे तर छानच आहे मग. अच्छा. हां, बरोबर. हं. अच्छा. हां. हो ना. वाह! म्हणजे अति उपयोगी ॲप हा आहे ना, म्हणजे किती फायदे आहेत याच्यात. आपल्या संपूर्ण दिवसाचं काय-काय करायचंय? त्याचा किती छान आपण रेकॉर्ड ठेवू शकतो.
हो. हो ना.
खरंच खूप छान आहे. मग मला अ, हं आणखीन एक विचारायचं आहे हं तुम्हाला. म्हणजे ह्यापूर्वी तर आपल्याला काय करायचं असायचं ते टू-डू लिस्ट आपण कागदावर लिहायचो नाही का? तर मग तुम्हाला असं वाटतं का की कागदावर लिहणं जास्त फायदेशीर आहे की हे जास्त तुम्हाला सोयीचं वाटतं, सोपं वाटतं?
कागदावर मला वाटतं बेस्ट आहे. <chuckles> कितीही मोठा मी फॅन असलो तरी, असं म्हणतात ना ओल्ड वे इज द बेस्ट वे. <chuckles> अ, कारण की अ, कारण मी पण देतो. अ, मी काय करतो माहिती आहे का, हे टू-डू लिस्ट जे बनवतो ना ऑनलाईन, त्याची प्रिंट आउट पण निघते, म्हणजे काढायची असेल. म्हणजे प्रिंट काढून तुम्ही लावू शकता एक गोष्ट किंवा मॅन्युअली आपण हातानं पेन अन पेपर ओल्ड वेनं लिहितो ना त्याची पण एक मजा वेगळी असते आणि लिहितानाही आपल्या मनामध्ये एक सीरीयसनेस येतंय बघा म्हणजे हां, हे आपण जर लिहितोय तर सिरीयसली थोडं काम करतो आणि हार्ड कॉपी जर अ, तुमच्या टेबल वर्क टेबलवर असेल अ, हार्ड कॉपी त्याची, तर त्याचाही एक म्हणतात ना प्रभाव तुमच्यावर वेगळाच पडतो की हां, मला हे काम करायचं आहे. डोळ्यापुढं असतात ना बेसिकली आणि थोडा लॉस काय आहे, घाटा काय आहे अ, टू-डू लिस्टचा, अ, फोनवर असतं हे आणि फोनमध्ये तर अ, हजारो प्रकारचे डिस्ट्रॅक्शन आहेत. मग <chuckles> चुकून आपण टू-डू लिस्टकडे गेलो आणि त्यामध्ये चुकून अ, YouTube उघडला किंवा Twitter किंवा X उघडला, झालं मग-मग तिकडंच अ, जाणार टाईम. तर हां, थोडा अ
<chuckles> हो. हं. हां, अच्छा. हं. हं. हां. हो ना. हं. हो ना. बरोबर. <chuckles> मग ते टू-डू लिस्ट राहून जाणार आणि आपण तिथे स्क्रोल करत बसणार.
<chuckles> बस अ, असं होतं. हां आणि खूप सारे फीचर्स आहेत अ, यामध्ये अ, टू-डू लिस्टमध्ये. एक मला सांगावसं वाटेल आणखीन.
<chuckles> हां, सांगा.
हां. तर ते असं आहे की व्हिजिट्स तुम्हाला माहीत असेल, म्हणजे आपण ठेवतो बघा होम स्क्रीनवर अ, तर टू डू लिस्टचं ना, प्रत्येक ह्याचं व्हिजिट्स तुम्ही ठेवू शकता. आणि माझ्या होम स्क्रीनवर काहीच नाही आहे फक्त टू डू लिस्टचं एक व्हिजिट असतं. अ, वर ठेवलेलं आणि प्लस जापान जापानचा टायमर असतो म्हणजे टाईम आणि आमच्या कंपनीचा. कारण की आमचा अ, त्या कंपनी कल कोलॅब आहे आमचा जापानीज कंपनीसोबत तर त्यांचं टायमिंग आम्हाला माहीत पाहिजे.
हो. अच्छा. अच्छा. वाह, वाह, वाह!
तर एवढंच असतं. आणि जेव्हा होम स्क्रीन अ, जसं मी फोन अनलॉक केला ना, तर डायरेक्टली मला ती स्क्रीनवरच दिसते टू डू लिस्ट आणि ते स्क्रोल वगैरे म्हणजे तिथंच चेक, अनचेक किंवा रिमाइंडर सगळं दिसतात. तर याप्रकारे मी थोडं मॅनेज केलेलं आहे. खूप छान वाटतं. हं.
हं. म हां. मग मला असं सांगा? की आता तर तुम्ही इतकं त्याचं म्हणजे फॅनच झालात तुम्ही म्हणता की त्याच्याशिवाय तुम्हाला चालत नाही. मग कधी असं झालं का? म्हणजे तो टू डू लिस्टमध्ये काही चुका वगैरे होतात का? की कधी-कधी आपण जास्तीच का एखादी लांब टू डू लिस्ट बनवली, असं कधी झालं तुमच्यासोबत?
हो ना. हां. हो. <chuckles> नक्कीच, झालंय कधी-कधी ना, मी खूपच सिरियसली घ्यायचो ह्याला. <chuckles> म्हणजे आपण नको ते 2-2 1-1 मिनिटांच्या कामाची पण टू-डू लिस्ट बनवून ठेवतो. म्हणजे ते लिहिण्याच्या आधीच काम ते झालं असतं माझं असं पण आहे की नाही. अ, हे मी कुठेतरी टाळलं मग, म्हणजे ओव्हर अ, जे म्हणतो ना, यूज अ, टाळायचा. खरंच गरज असेल तरच अ, अ, तिथे लिहा असं माझं लक्षात आलं माझ्या. अ, मी तर अ, कधी-कधी तर असं लिहायचो माझ्या आयुष्यामधल्या म्हणजे मला काही आयडियाज वगैरे येतात ना, ते पण मी लिहून ठेवतो तिथे असं नाही की टास्कच मी बनवून ठेवतो. आयडिया येतात बघा म्हणजे अ, कोडिंग वगैरे मी करतो ना, तर ॲपची आयडिया मला येते कधी-कधी. अरे, यार हां, ही ॲप मी बनवू शकलो असतो. मग ते मी तिथे टाकतो आणि त्याचे फीचर्स वगैरे जसं जसं मला आठवेल नंतर ॲड करत जातो नाही का. अ, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. तर हे पण अ, अशा प्रकारे पण आपण वापरू शकतो. टू-डू लिस्ट म्हणजे फक्त अ, तुमच्या दैनंदिन काम करण्याचंच हे एक नाही, तर तुमची आयडिया वगैरे पण तुम्ही तिथे स्टोअर करू शकता किंवा बिझनेस आयडिया तुम्हाला येत असेल एखादी, ते पण अ, तिथे प्रॉपरली मॅनेज होतं. पण जसं तुम्ही म्हटलात ना, बरोबर आहे. ओव्हर यूज करू नका अ, कोणत्याही अ, लिस्टसाठी म्हणजे म्हणतात ना, काही जण काय करतात हां, 4 ला उठा त्याचं पण टू-डू लिस्ट करून ठेवतात. म्हणजे तेवढं नका करू ना, हां, म्हणजे खरंच गरजेचं
हं. हां. हं. बरं. अच्छा. हां, अच्छा. हो ना. कारण जास्तीच लांब जर एखाद्याने टू-डू लिस्ट बनवली तर ते बघून पण त्याला मानसिक तणावच येणार ना. मग काय तो ते लिस्टिंगचा तुमचा काही फायदा नाही होणार मग.
हां. बरोबर आहे. <chuckles> फायदा नाही होणार ओव्हरलोड म्हणतात त्याला म्हणजे अ, ॲडिक्शन म्हणजे टू-डू लिस्टच ॲडिक्शन करून घेतलं तर मग अवघड होऊन जाईल. मग प्रायोरिटी आणि खरं सांगू ना अ, मी असं नोटीस केलंय माझ्या अनुभवामधून टू-डू लिस्ट तुम्ही कितीही लांब बनवा पण प्रायोरिटीचे 3 टास्क जरी तुम्ही कंप्लीट केले डेलीचे मेन जे आहेत डेलीचे हं, तर तेच इनअफ होतं तुमचं अ, वर्क लोड किंवा आपण म्हणतो ना प्रोक्रास्टिनेशन होण्यापासून टाळण्यासाठी प्रायोरिटीचे तीन चार तास
हो, खरंच. हां. हां, हां. हां, बघा हे किती महत्त्वाचं सांगितलं तुम्ही.
हो ना.
खरंच खूप छान माहिती दिली हा आज तुम्ही आणि अति उपयोगी आहे हे सगळं. म्हणजे जर सगळ्यांनीच ह्याचा वापर केला तर किती सोपं जाईल ना त्यांची कामं आरामात होईल आणि त्यांना एक अ, असं मोटिव्हेशन पण भेटेल, की टू-डू लिस्टला बघून आपण तेव्हा एक-एक काम जसं-जसं होत जातं तेव्हा ते चेक लिस्टला आपण टिक करत जातो ना, तर छान वाटतं ते. खरंच खूप आनंद आला आज मला तुमच्याशी बोलून आणि खूप छान अशी उपयोगी माहिती तुम्ही दिली त्यासाठी तुमचा मनःपूर्वक आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
हो. मलाही खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आपण नक्कीच पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
धन्यवाद.